नाही, नाही. कसं असतं गॅसचं ते लाकडं लाकडं तेवढं टाकाय, म्हणजे फ्लो फ्लो जो असतो गॅसचा तो कमीच ठेवायचा. म्हणजे आपोआप शिजतात. म्हणजे जास्त फ्लोमध्ये ते जळण्याची पण शक्यता असते अन जळलेल अन्न चविष्ट लागत नाही अन ते कोणी खात पण नाही. त्यामुळे, कमी जाळ करूनच ते करतो. म्हणजे असं आम्हाला 2 वेळा आम्ही बाहेर गेलो होतो, तेव्हा आम्ही स्वतः कॅरी केलं होतं सर्वं आणि त्याच्यावरच शिजवलं होतं.
नाही ना. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा, खूपच छान. अरे, वाह! खूप सुंदर. म्हणजे तुम्ही ह्या सर्व गोष्टी करता आणि पाळता त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे तुम्हाला स्वयंपाकामध्ये आवड हे येतं. घरा घरामध्ये वाटतं की अण्णासारखं. तर अजून सा अजून सांगू शकता का, आजचे व्यस्त जीवन आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या स्वयंपाकघरात राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय साधे उपाय सुचवाल बरं? जे आजच्या व्यस्त जीवनामध्ये.
हो.

आम्ही पाहतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्यापैकी अन्न म्हटलं, की आपण हं, म्हणजे अन्न हे सर्वात महत्वाचं आहे मला असं वाटतं.
हं.
तर अ, स्वयंपाकघरातील कोणते अन्न तुम्हाला असं वाटतं की अन्न घरासारखे वाटायला लावते म्हणजे? कोणतं अन्न आहे, जे तुमच्या घरासारखं वाटतं स्वयंपाक घरातील?
अ, भाजी-पोळी, वरण-भात आणि ह्याच्यात सगळ्यात म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी ही अशी गोष्ट आहे म्हणजे हे अ, आजी-आजोबांपासून लहान मुलांपासून हे सगळ्यांना पुरणपोळी आड आवडते. आणि पुरणपोळी
हां, हां. अरे वाह! खूपच छान! हं, हं. हो, हो. मला ते सांगा ना की सर्वप्रथम सर्वप्रथम कोणत्या पदार्थाचा वास आल्यावर लगेच घरात आलं असा अनुभव होतो तुम्हाला?
हां. अ, सर्वात अ, म्हणजे मसाल्याचे पदार्थ. जसं मसाल्याची भाजी आपण बनवतो, तिला जो तडका देतो, तो वास येतो ना, तो वास म्हणजे खूप छान वास असतो तो. तो वास आल्या-आल्या
हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान.
म्हणजे लहान पोरं म्हणा, मोठी माणसं म्हणा, पहिले त्या वासाकडे, थोडेसे आकर्षण केले जातात. त्याला जो तडका दिला जातो जिऱ्याचा किंवा मसाले टाकले जातात त्यात वेगवेगळे.
हं, हं. हं, हं. हो, हो.
ते खूप छान म्हणजे ते खूप छान तो वास आल्यावर सगळेच
हं, हं. एखादा क्ष तुम्ही एखादा क्षण सांगणार का कशा एखाद्या वेळेस तुम्ही खूप बाहेरून आलात किंवा लांबून आलात आणि त्यावेळेस तो तुम्हाला वास आला आणि त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं हे सविस्तर थोडं सांगू शकता?
अ, हां. अ, म्हणजे आता आम्ही लास्ट टाईम अ, माझ्या माहेरी गेलो होतो. तेव्हा माझ्या मम्मीने आमच्याकडे नॉन-व्हेज म्हणजे चिकन बनलं जातं मसाल्याचं. तर अ, गेल्या-गेल्या आणि माझा आवडतीचं आहे. माझी 5 वर्षाची मुलगी आहे, तर तिला देखील म्हणजे ते मम्मीने त्याच्या फोडणी वगैरे दिली. घरात एंट्री करता-करता ती बोलली, "आजी आज चिकन केलं?" लगेच त्या वासानी हो आणि दे आम्हाला पण म्हणजे आता मम्मीला माहिती आहे की यांना चिकन आवडतं, म्हणून ते चिकन करता आम्ही गेल्यावर शक्यतो. तर त्या वासाने असं एकदम, म्हणजे तो क्षण खूप छान असतं आमच्यासाठी आणि माझ्या मम्मी-पप्पांसाठी पण. ते जेव्हा ती लहान मुलगी म्हणते ना त्यांना माझी मुलगी म्हणते, की "नाही, चिकन केलं बरं का" "आजीने आज." तर ते त्यांना खूप आनंद वाटतो अन् आम्हाला पण खूप छान वाटतं ते हेच करून असं.
हं, हं. अरे वाह! खूपच सुंद <chuckles> हो. हं, हं. अ, हां. अरे वाह! अरे बाप रे! हो, हो. अच्छा. <chuckles> अरे वाह! अरे वाह! खूपच छान! तर म्हणजे त्यावेळेस तुम्ही गेलात आणि तुम्हाला तो वास आला आणि त्यावेळेस कळालं की चिकन आहे. तर घरच्या जेवणात घरासारखे अनुभव कशातून बनतात बरं म्हणजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे, आम्ही अन्न बनवतो त्यावेळेस घरच्यासारख्या अनुभव कशातून बनवतात घटक किंवा काय नेमकं तुम्ही त्याला कसं बनवता, काय बनवता किंवा एखादं आवाज किंवा गाणं काय नेमकं म्हणजे असं वाटतं की घरच्यासारखं घरचं जेवण असतं. कशामुळे अ असा अनुभव कसा असतो?
हो. हो. आता

तर जसं आपण पुरणपोळी वगैरे करतो, पुरण जेव्हा वाटतो वगैरे असं म्हणजे जुनं आपल्या आजी वगैरे त्यांची पद्धत होती. पुरण वाटायची, तसेच त्यांना मसाला वाटायचे. तसं वेगवेगळी पद्धतीनुसार मग ते असं वाटतं, की नाही घरच्यासारखं आहे आणि तेच जर बाहेर म्हणजे घरच्यासारखी चव वाटते ते वाटून वगैरे. तेच बाहेर हॉटेलला वगैरे खाल्लं तर तशी चव नाही लागत आणि असं तेलकट-तेलकट लागतं. आजारी पडायचं म्हणजे आजारी पडतो माणूस. तसंच अ, व वरणाला फोडणी देतो आपण. वरणाला फोडणी देण्यावर नंतर त्याच्यात तुपाची फोडणी देतो. तो जो वास असतो, त्याचं घरच्यासारखं वाटतं. तेच आपण हॉटेलमध्ये जर गेलो ना, तर ते वरण पण असं प्यावीशी वाटत नाही किंवा भातावर घ्यावीशी वाटत नाही.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हो, अगदी बरोबर बोलला. तुम्ही बोलता हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बोलतात, की घरचं जेवण हे नेहमी घरचंच असतं आणि बाहेरचं जेवण बाहेरचंच. अ, हो, हो, तर मला हे सांगा ना, की कधी तुम्हाला असं घरापासून लांब गेलेत आणि त्यावेळेस अ, घरच्या जेवणाची खूप आठवण झाली आणि तुम्हाला ते घरचं जेवण खूप मिस झालं? अशा काही आठवणी आहेत का तुमच्याकडे?
हो, बाहेर ते बाहेरच असतं. हो, हो. नक्कीच. मी ना अ, काही वर्षांपूर्वी कॉलेजच्या कामासाठी बाहेर गेलो होतो आम्ही. तेव्हा एका हॉटेलला थांबलो होतो. तर त्या हॉटेलला अ, एक अ, म्हणते ना राईस थाळी, तर ती ही थाळी घेतली होती. ती जेवण म्हणजे असं जेवणच गेलं नाही. जसं घरी बनवतो आपण. म्ह म्हणजे आपले म माझी मम्मी वगैरे किंवा मी स्वतः बनवते. भाजी, पोळी, वरण, भात म्हणजे ते खा खाल्ल्यावर एकदम असं जसं तृप्त वाटतं, पंचपक्वान्न खाल्ल्यासारखं वाटतं. तसंच ते फील नाही होत हॉटेलमध्ये किंवा बाहेर गेल्यावर. आम्हाला असं 2-3 वेळा अनुभव आला. जसं आम्ही आत्ता इकडे पण गेलो होतो सोलापूरला वगैरे. तिथे पण जेवण केलं, पण असं घरच्यासारखं जेवण वाटतच नव्हतं आणि घरच्या जेवणाची अशी ओढ येत होती. कधी घरी जाऊ आणि कधी आपल्या हाताने बनवू आणि जेऊ. ते जेवण करून असं हेच होत होतं.
हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. अगदी बरोबर. हो, खूपच छान! हं, हं. अरे वाह! खूपच छान. म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं, की कधी बनवू आणि काय कशाप्रकारे बनवू? तर अ हां, हां, हां, हां. तर छान आहे. पण मग त त्यामध्ये पाककला किंवा पाककौशल्यामध्ये रीती-रिवाज किंवा क कध कधी कोणत्या गोष्टी टाकायच्या, ह्या तुम्हाला सर्व म्हणजे अ, तुम्ही बनवता का?
हां, कशाप्रकारे बनव. हो, हो, मी सणावारा
काय कधी-कधी अडचणी पण येतात. कधी-कधी तुमच्या जीवनामध्ये काही डिश अशा खराब बनल्यात का?